क्या बात है! म्हणजे चांगला माणूस होता. मग तुमच्या अशा काही आठवणी आहेत का? गावातला कधी तुम्ही पाऊस अनुभवलाय का? की गावात कसा पाऊस असतो? शहरातला पाऊस, असं काही त्याच्यामध्ये काही बदल वाटतो का तुम्हाला?
हो, चांगला होता. अ, नाही, मी असं गावातला वगैरे नाही अनुभवलेला पाऊस. अ, म्हणजे असं गावात जाण्याचा वगैरे कधी प्रसंग नाही आला मला त्यामुळे असं
अच्छा. मग शहरातल्या पावसामध्ये जेव्हा ह्या गर्दीमध्ये हा पाऊस पडतो, तर मग तुम्हाला नेमकं कसं वाटतं? की तुम्ही त्यामध्ये छत्री घेऊन फिरणं, रेनकोट किंवा असं भिजणं तुम्हाला छान वाटतं?
हं, हं. हं. हं, हं. हं, हं, हं. हं. एक तर, असं आहे की नाही का तुम्ही एक तर गर्दी असते, त्या गोष्टीचा मला त्रास होतो की पाऊस पडतोय आणि गर्दी आहे, तुम्हाला समजा जायचंय अ, बसमधून आणि गर्दी आहे आणि बस चालली आहे, पण तुम्हाला <tsk> नाही का सगळे भिजलेले असतात, मग अ, सगळ्यांचे नाही का चिक-चिक आणि अ, असे एकमेकांना स्पर्श होतायेत आणि एक तर सगळे भिजलेले आहेत ती अजिबात नाही आवडत. असं होतं की "अरे, काच? म्हणजे" आणि जेव्हा आपण अ, रस्त्यावरून जात असतो, तेव्हा असं का असं काहीतरी होतं की लोकं असतात ती मुद्दामून खड्ड्यातून गाडी घालतात. खड्ड्यातून जातात. की म्हणजे दुसऱ्यांच्या अंगावर जे चालतायत, त्यांच्या अंगावर पाणी उडायला म्हणून. तर अशी पण लोकं असतात. तर त्याचा मला खूप जास्त राग येतो आणि त्रास पण होतो. म्हणजे तुम्ही तुमच्या स अ, रस्त्यानी जावा पण तुम्ही दुसऱ्यांना पण का त्रास देताय ना? असं पाण्यात
हं. हं. हं, हं. बरोबर, तेच ना. हम्म. बरोबर. हं, हं. हं, हं, हं. हो, हो. हं, हं. हं. अगदीच ना, असतात ना. हं, हं.

अ, पावसाचा अनुभव म्हणजे अ, असं की जुन्या घरी जेव्हा अ, जुनं घर होतं आणि मी खूप लहान होते आणि मला अजिबात काही कळत नव्हतं आणि मी जवळ-जवळ अ, म्हणजे असं फनी आता तो मला असं खूप मजेदार किस्सा वाटतो. पण त्यावेळेला फार वेगळंच झालेलं. तर अ, म्हणजे आम्ही सगळे लहान-लहान खेळत होतो मुलं आणि मला लागलेलं. मला माहीतच नव्हतं की मला लागलंय पावसामुळे. म्हणजे मी घसरून पडले आणि मला माहीतच नाही. कारण मी खेळण्याच्या ह्याच्यात इतकी गुंग होते, मला माहीत नाही माझ्या अ, रक्त येतंय अ, प तर मला काहीच माहिती नाही, काहीच नाही आणि मग मला अ, आईची हां, पाऊस पावसामुळेच घसरलेलं आहे, मी दगडावरून वगैरे असं शेवाळ वगैरे असतं तर मी खेळता-खेळता घसरलेली आहे आणि मला काहीच माहिती नव्हतं आणि एका काकूंनी मला येऊन सांगितलं, "की अगं तुला लागलंय." तेव्हा मला कळालं की अरे बापरे! मला लागलंय. मग त्याच्यानंतर मला टाके वगैरे पण पडले. ती त्या जखम ती जखम झालेली. पण खेळण्याच्या नादात मला कळालं पण नव्हतं, त्यामुळं हे पावसाचं आणि अ, जेव्हा-जेव्हा मी ती जखम बघते तेव्हा मला ते आठवतं.
अच्छा. हो ना. अच्छा. काय झालेल? हं. अरे देवा! हं. ओह! हं, हं. अरे बापरे! मग? आणि पाऊस येत होता का तेव्हा? पाऊस येत होता? अच्छा, हं. बरोबर, हं. अरे रे! हां. हो. अरे वा! म्हणजे पावसाळा काहीतरी देऊन गेलाय. अ
<laughs> नक्कीच-नक्कीच.
मग असं कधी झालंय का? तुम्ही अ, आता सध्या पण असं बरंच होतं की अ, ट्रॅव्हल करताना तुम्ही रिक्षावाल्याचा भरपूर बिझनेस करून दिलाय, छत्रीचा? नेहमी असं झालंय की घरी येताना छत्री विसरलात ऑटोमध्ये बसमध्ये, असे असेही काही पावसाशी जुळलेले प्रसंग आहेत का?
हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं, हं, हं. हो, आहेत-आहेत. मी एकदा असं झालेलं की अ, मी क कुठेतरी चाललेले आणि तेव्हा खूप जोरात पाऊस पडत होता, समोरचं दिसत पण नव्हतं आणि जवळ-जवळ घोठ्याभर पाणी होतं, जवळ-जवळ आणि मी ऑटो मधून चाललेले आणि त्या ऑटोमध्ये पाणी येत होतं. एवढं म्हणजे पूर्ण रस्ता भरलेला पाण्याने आणि मी त्या घाई-घाईमध्ये आणि मला कुठेतरी पोहचायचं होतं आणि माझी पर्स, माझी छत्री, मोबाईल सगळं मी रिक्षामध्येच विसरले, रिक्षामध्ये आणि मला असं झालं आणि नंतर आणि तरी नशीब की तो रिक्षावाला चांगला होता म्हणून, पण मला नंतर गेल्यानंतर माझी दीदी म्हणली, "की अगं आमी तुला किती फोन करतोय, तू उचलत का नाही आहेस?" आणि मग तेव्हा मला लक्षात आलं की अरे बापरे! माझं जे काही आहे, पर्स वगैरे ते मी रिक्षामध्येच विसरलीये आणि मी तो खाली येईपर्यंत अ, तो रिक्षावाला आलेला आणि मग त्यानं मला अ, पर्स आणि ते सगळं दिलं.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं. रे देवा! मग? हां. हं. पर्सपण? अरे देवा! हं. हं. हं, हं. हं. हं, हं. हं. हं, हं. बरोबर.

अ, हो नक्कीच, माझ्याकडे असं असे प्रसंग आहेत. कारण मी जेव्हा लहान होते, तेव्हा आमचं असं असायचं की पावसाळा आला ना, चला फिरायला जाऊया. सगळे घरातले एकत्र फिरायला जाऊया 2 दिवस काढूया सुट्टी आहे. त्यामुळं असं मस्तपैकी फिरायला जायचं अ, मग धब-धबा असू दे, धबधब्याची जी ठिकाणं आहेत ते असू दे, नाहीतर तुम्ही अ, जिथे पाऊस जास्त पडतो, ती जिथे तुम्ही आनंद घेऊ शकता त्या पावसाचा, तिथे जायचं आणि तिथे जाऊन फक्त आणि फक्त अ, आनंद घ्यायचा त्या वातावरणाचा. त्यामुळे माझं, असं आहे की आमचं आमची जी फॅमिली आहे ती असं आमचं आधीपासून खूप चालत आलंय, की ज जसा पावसाळा सुरू झाला आणि जेव्हा तो अ, म्हणजे मिडलला असेल, तर त्यावेळेला सगळ्यांनी जायचं अ, मिडलला म्हणजे जेव्हा आपण जूनमध्ये वगैरे पाऊस चालू होतो. जुलै जुलै किंवा ऑगस्टमध्ये जे आहे, त्या महिन्यामध्ये असं की अ, फिरायला जायचं आणि हे ठरलेलं आहे आणि आमचं अ, ठिकाण पण ठरलंय की कुठे जायचंय. मग आता इतकी वर्ष झालं आम्ही जातोय, पण ते फ ठिकाण कधीच-कधीच बोर नाही होत की अरे तेच-तेच काय जायचंय. म म्हणजे ते नाही का? आपण म्हणतो की ती चालत आलेली गोष्ट आहे ती. की म्हणजे जायचंच आहे. काही पण असु दे, जायचंच आहे आपल्याला. त्यामुळे अशी भरपूर ठिकाणं आहेत पण एक ठिकाण
हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हं. हं, हं. हं, हं. मिडलला म्हणजे? अच्छा तसं, ओके, हं. हां, हां. बरोबर. हं. बरोबर. अच्छा. हं. काय, खास आहे तिथे असं? म्हणजे त्या पावसामध्ये काय, म्हणजे तिथे काय करता नेमकं तुम्ही? हं.
हं, हं. तिथे एक्चुअली असं आहे की अ, रिव्हर्स वॉटरफॉल आहे तिथे. रिव्हर्स. रिव्हर्स धबधबा आहे. त्यामुळे तिथं आणि पठार वगैरे आहे एकदम, पवन चक्क्या वगैरे आहेत आणि अ, रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि अ, हे काय म्हणतात धबधबा असा तुम्हाला दिसत नाही खालचं. आहे पण दरी वगैरे आहे आणि धुकं वगैरे मस्त पसरलेलं असतं, धुकं असतं आणि वारं वगैरे. त्यामुळे <smacks lips> ती जी अ, वातावरण तुम्हाला फक्त आणि फक्त पावसाळ्यातच तुम्ही ते अनुभव घेऊ शकता त्या गोष्टीचा आणि बाकीच्या वेळेला ते नसतं. त्यामुळं म्हणून ती जागा आमची अशी फिक्स आहे की तुम्हाला तिथेच जायचंय.
ओह वॉव! हं, हं. वाह! हं, हं. हं, हं. अच्छा. बरोबर. हं, हं. क्या बात है! हं, हं. अच्छा. अच्छा. अच्छा मग काही लहानपणीचे काही पावसातले दिवस आठवतात का? ते शाळेतले, मित्रांबरोबर घालत घालवलेले? म्हणजे जेव्हा पाऊस पडायचा ते शाळेत किंवा तुमच्या जुन्या घरच्या आठवणी वगैरे असू शकतात. काही आहेत का, पावसातले अनुभव असे?
अं, हं, हं, हं, हं. हं, हं.